इतके दिवस तर मी ज अ, म्हणजे कसं 10:00-10.30 वाजेपर्यंत उठायचो. पण आता शाळा चालू झाली आहे, तर मग सकाळी उठायचो. पहिल्यांदा मग बाईकवर बसताना सकाळी उठलो आणि सकाळी जेव्हा निघालो घरातून, तर मग जसं ते शेताला आम्ही स्टार्ट केलं. तर त्या बैलांचा आवाज आणि त्या बैलांच्या गळ्यामध्ये जे घंटी असते ना ते टन टन
हं. हं. हां. घुंगरू अ, ते घुंगरू वाचतात. बरोबर.
हां, हां ते जे घुंगरू आहाहाहा! इतकी शांतता, इतकं सू इतकं सुरेख आवाज, पक्षांचा कल्लोल आणि अ, काय बोलतात, की लोकांनी आहे ना ते धोतर घातलं आहे. अ, तो धोतर-पैजामा त्यांचा जो असतो तो आणि ती अ, गां अ, नेहरू टोपी असते ती. हां. हां, हां, गां हां. तर ती टोपी. मग त्यानंतर अ, काय बोलतात अ, जे ज्या बाया होत्या त्यांनी नऊवारी घातलेलं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कधी डोळ्यांसमोर आल्याच नाहीत. तर मग मी आहे ना एकदम बघतच राहिलो. मला समजत नव्हतं नेमकं.
हम्म. <laughs> अरे वा! नक्कीच, नक्कीच. नेहरू अ, गांधी टोपी घालतात ते गावी गावातले लोकं. हं. बरोबर, बरोबर. हम्म.
हे काय आहे? मग मी पप्पांना विचारत होतो. पप्पा हे काय आहे? यांनी असे का कपडे घातलेत? अरे त्या बैलाला बिचारा हे का बांधलं आहे? असं तर मग त्या गोष्टी नवीनच होत्या. आणि मग त्यानंतर मग माझी ती शाळा आणि इथे कसं इंग्लिश मीडियममध्ये अ, होतो, तर इथे अ, तसं रिसेस वगैरे झाली, मधली सुट्टी झाली किंवा जेव्हा आपला एखादा विषय बदलतो, दुसरे अ, टीचर्स येतात, तेव्हा बेल वाजते. तिथं घंटी वाजायची टंग, टंग.
बरोबर. हं. हं. बरोबर. हं. ते पिऊन अ, पिऊन जाऊन ते अ, टांग, टांग, टांग, टांग करतात. बरोबर, घंटा वाजवतात. बरोबर हो.
हां. तो घंटा, घंटा, हां. तो घंटा. तर मग ह्या सर्व गोष्टी इतक्या नवीन होत्या आणि हा जो अनुभव होता एकंदरीत इतका सुंदर अनुभव होता, की मला आजही त्या गोष्टी आठवतात.
हं.

तर मग तिथे पाण्याला तन्नी बोलतात. त्या साइडला. तन्नी, तन्नी. तर मग मी पण घरामध्ये अ, "अगं आई, तन्नी दे गं." <chuckles> अच्छा, "पाणी नाही तन्नी दे गं." तर मग त्या गोष्टी झाल्या. मग जसं-जसं अब कसं होतं ना? की हे लहानपणीच्या गोष्टी आहेत. पण मोठं झाल्यावर एक मॅच्युरिटी आल्यावर मग, आपण आपली, जी आपली स्वतःची जी संस्कृती आहे. मग त्यालाच आपण जास्त रिस्पेक्ट ठेवली. त्यालाच वाढवण्याचा प्रयत्न केला, जरी आपण विविध जागेवर गेलो असेल, आपल्याला लोकांनी इतकं रिस्पेक्ट दिलं. आणि मी असं सांगताना नेहमी असं सांगतो, की मला विचारतो, "तू कुठला?" तर मी सांगतो, "मी भारताचा." कारण की मी एका जागेचं सांगूच शकत नाही. मी प्रत्येक जागेवर गेलोय, तर मग बाबा, "मी भारतातला आहे. अ, मी प्रत्येक जागेचा आहे." असं मी सांगतो.
तन्नी. हां, आप हां. हां. <chuckles> हां. हं. बरोबर, बरोबर. हं. हं. हां. <chuckles> बरोबर, बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच. आणि कधी तुमच्या घरी जर पाहुणे आले आणि तुम्ही अ, तिकडे असणार. आणि तुम्ही लहान होते. तेव्हा तुम्ही त्यांना कधी विचारलं का मग असं, की तुमच्यासाठी तन्नी आणू का?
हं, हं. हां. अरे, नाही. असं, <laughs> म्हणजे खूप फनी गोष्टी झालेल्या आहेत. त त तन्नीच नाही, तर मग इथं अ, ये, तर त्याला इंगवा, जायचंय पॉ असं बोलतात. तर मग मी पण अ, पाहुणे आले, "अरे, इंगवा, इंगवा." असं करायचो, "अरे, ये, ये, या. आत या, या, आत या." असं. तर मग ह्या गोष्टी झाल्यात ना. मग कसं असतं, की आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचा प्रभाव पडतोच ना आपल्यावर.
<chuckles> हां. हां, हां, हां. बरोबर. <laughs> हां. बरोबर.